जेवढं आवश्यक आहे, फक्त तेवढंच बघायचं. एकदम स्ट्रिक्टली त्यांनी बजावलं. नाहीतर म्हटले, की तुझा अ, बॅड कोलेस्ट्रोल पण वाढत आहे. कधी हार्ट अटॅक येईल, काय होईल सांगता येत नाही. म्हणजे हा माझ्यासाठी धक्काच होता खरं बॅड कोलेस्ट्रॉलचा तुम्हाला सांगतो.
अरे बापरे! हां. बापरे! <laughs> म्हणजे थोड्यासाठी हो ना, म्हणजे एक खूप मोठा फ्लॅगच रेज झाला तुमच्यासाठी एक अ, धो धोक्याची घंटा होती बापरे! हां.
खूप म्हणजे, रेड फ्लॅग खूप जबरदस्त होता तो. नक्कीच, नक्कीच. मग हां. मग त्यानंतर मी एक एक्सपर्टकडे गेलो. सायकॉलॉजी एक्सपर्ट होते. त्यांनी माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं. डॉक्टरनीच रेफर केलं होतं ना त्यांच्याकडे अ, त्यांनी मला एक अ, कोर्स सांगितला विपश्च नावाचा विपश्यनाचा ते म्हणले कोर्स कर मेडिटेशनचा. हां. अ, मग मी कोर्स करायच्या पूर्वीच त्यांनी अजून काही गोष्टी सांगितल्या जसं, की निसर्गासोबत तुला राहायचे जास्तीत जास्त, कसं असते ना, की आपण अ, एकटं समजा सकाळी उठून फिरायला गेलो, फिरायला गेल्यानंतर तिथे अ, आपण बघतोय, की रस्त्यावर कोण नाहीये. झाडं आहेत आणि अ, झाडामध्ये बघा किती शांत हवा वाहतोय, सकाळचं प्रसन्न वातावरण, है ना. या सगळ्या ज्यावेळेस आपण गोष्टी बघतो ना, तर अ, आपल्याला वाटतंय, की म्हणजे आपण आतून कनेक्ट होतोय निसर्गासोबत बरं का. हां, आणि एक वेगळीच प्रसन्नता येते. म्हणजे त्याच्या मागचं काही कारण नसते. तसं जर बघितलं आपलं प्रसन्नता पाहिजे तर काहीतरी आपण खाल्ल्यावर आपल्याला सुख भेटते. कोणी प्रशंसा केल्यावर आपल्यावर प्रसन्नता होतो आपण. पण निसर्गामध्ये वेगळीच प्रसन्नता आहे, पण ती प्रसन्नतासोबत एक शांती पण आहे. हां. तर
पुढे काय झालं? अरे वाह! छान. हां, हां, हां. हो. हो. हो ना. हो. हो का? किती छान, हां. हां. वाह! खरंच ना. हो ना. अगदीच. हं. वाह! हं. हो, हो, हो. अगदीच. ग्रेट. हो, खरंच ना, हे अ, लक्षातच येत नाही बरं का लवकर अ, हो, हो. हां.
लक्षातच येत नाही. खरंच लक्षात येत नाही. मग मी सकाळी रोज तेव्हापासून फिरायला जाणं सुरु केलं होतं. सकाळी आणि संध्या संध्याकाळी डॉक्टरांनी मला स्ट्रिक्टली बजवलं, की संध्याकाळचं तर ठीक आहे, पण सकाळचा सन अ, सनराईज जो असेल तुला पहायचाच आहे. <laughs> असं सांगितलं होतं त्यांनी, हां.
वाह! सुंदर. हां. अरे वाह! किती छान. म्हणजे अ, अगदी सुंदर पद्धतीने तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं अ, सनराईज म्हणजे अगदीच पहाटेची वेळ जेव्हा अ, सूर्यकिरण पण अगदी कोवळी-कोवळी असतात, त्यामुळे विटॅमिन डी मिळतं हे ते. म्हणजे खरंच खूप पुढे कसा त्याचा म्हणजे निसर्गाचा कसा फायदा झाला तुम्हाला?
हां. हां. बरोबर. हां. बरोबर. हां. नंतर मी निसर्गासोबत राहायला अ, सुरुवात केली अ, कामापुरतं मी डिजिटल राहायचो म्हणजे अ, स्क्रीन टाईम माझा राहायचा. नंतर मी सहसा मोबाईल वापरणं पण कमी करून टाकला होता बघा. मोबाईलमध्ये काय Instagram वगैरे याच्यावर मी कायम त्याच्यामध्ये बिझी राहायचो लोकांचे स्टेटस बघणं वगैरे याच्यामध्ये, हां.
बरं. हां. हो ना हां. हो, जे ज्याच्यातून काही प्रॉडक्टिव्हिटीच नाही ना. हो. हो ना.
काहीच नाही प्रॉडक्टिव्हिटी मग न तिथे मी सकाळी फिरायला जेव्हा जात होतो, ना तर जसं मी सांगितलं तुम्हाला विपश्यना केला. सेम विपश्यनामध्ये जसं ध्यान शिकवलं मला, ते ध्यान पण मी निसर्गाच्या सानिध्यात तिथे करायचो.
हां. हां. हं. वाह! छान. तुम्ही विपश्यना कुठं केलंत आणि म्हणजे कसं होता तो अनुभव?
आणि तुम्हाला <chuckles>